अ, 70% घरातच करतो. कारण अ, तो एक डान्स असतो किंवा कोरिओग्राफीच्या दृष्टीने केलेलं असतं. म्हणून एकदम मूड आला की पटकन रेकॉर्ड करून ते अ, टाकणं खूप महत्वाचं वाटतं. म्हणून मी म्हणेन की 60-70% घरात असतानाच करतो मी. कधी-कधी आउटडोर अ, एखाद्या छानशा जंगलात म्हणा किंवा हिरवळीत किंवा असे मागं डोंगर असतील आणि अ, शेत असेल आणि
हं, हं. हां. हां, हां. अच्छा. हं, हं. हां, हां, हां. हं, म्हणजे निसर्गमय वातावरणात करता. हां.
अगदी आणि म्हणजे कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं. कोणाच्याही प्रॉपर्टीमध्ये न जाता मात्र, कुठेतरी छानशी अशी एक छोटा कोपरा पण पुरतो मला नाचायला. अ, अगदी 2x2मध्ये मध्ये पण नाचू शकतो मी, एका मोठ्या टाइलवरती. तर मग तशी जागा जरी सापडली तर मज्जा येते कारण तो बॅकड्रॉप इतका मोठा आणि असा ग्रँड होऊन जातो, की अ, छान दिसतं. मला आठवतंय याच अ, वर्षी मी ते काटा लगा हे जे जुनं गाणं आहे ना? त्यातलं एक कडवं जे आहे शेवटचं कडवं आहे, ये वो काटा सजन, जाये लेकर जिया! तर त्या भागावरती मी बाहेर आउटडोरला जाऊन डान्स केला होता. तर तो इतका छान निघून आला की मला असं वाटलं, "वाह! परत जायला पाहिजे तिथे."
हां, हं. <giggles> हो, हो, हो. अच्छा. ओह! ओके. हं. हां, हां. हां. हां, हां. हां. <chuckles> ओके. <chuckles> अच्छा. हं, हं.
आणि अ, आम्ही म्हणजे रोडवर पण डान्स केलाय, बरं का? म्हणजे अक्षरशः रस्त्यावर. म्हणजे एक माझ्या शहरात एक असा एक कट्टा आहे जिथे सगळे कलाकार येऊन नाचू शकतात वगैरे. तर अ, तिथे आम्ही एक ग्रुप डान्स केला होता आणि मी आणि एका मुलाने डोला रे डोलावरती डान्स केला होता.
हां. <chuckles> अरे वाह! हां. ओके. हं, हं. वाह, वाह, वाह! हां! मग अशा वेळेला पब्लिकचा प्रतिसाद कसा येतो ओ, जे तुम्ही अ, बनवत असता तेव्हा?
या सगळ्या पब्लिकमध्ये. <chuckles>

हो, हो. नक्कीच. माझा सर्वात पहिला डान्स जो म्हणजे प्रॉपर डान्स म्हणेन मी. त्या आधी पण व्हायरल गेले होते 1-2 व्हिडिओ. पण अ, 2022 मध्ये चंद्रा गाणं आलं होतं ना. अत्यंत मराठी अ, सुपरहिट असं गाणं होतं. त्यावरती अ, जी ट्रेंडिंग पार्ट चालू होता. अ, बाण नजरतला घेउनी वगैरे आणि त्या स्टेप्स ही ट्रेंडिंग झाल्या होत्या बरं का? म्हणजे त्यावेळेस त्याच ठरलेल्या स्टेप्स सगळेजण करत होते. तर त्या मी शिकलो काही दिवस 1 दिवस घेतला, 2 दिवस घेतले. शिकलो आणि केला त्यावरती डान्स आणि तो पहिला माझा व्हायरल गेलेला अ, डान्स होता. मला आठवत 7,000 त्याला लाइक्स आले होते आणि हे माझ्यासाठी तरी व्हायरल होत. <chuckles>
हं, हं. हां, हां. हां. ओके. हां. हां. हां, हां. ओह! हां. हां, हां. बरोबर. हं. अरे, वाह! ओह! वाह! वाह! <chuckles> हो ना. अगदी खरंय, खर. मग असं काही कमेंट की आत्तापर्यंतची जी तुम्हाला लक्षात राहिली आहे. किंवा हां तुम्हाला कमेंटस मधून काय-काय शिकायला मिळतंय? असं काही सांगू शकाल?
हो, अ, 2-3 गोष्टी म्हणजे एकतर "छान डान्स करतोस." असं तर म्हटलेच. पण त्याचबरोबर अ, "मला तुमच्याकडून डान्स शिकायचाय." हे म्हणतात ना जेव्हा लोक, तेव्हा खूप छान वाटतं. कारण म्हणजे न भेटलेल्या व्यक्तीला जेव्हा आपण असं म्हणतो की मला शिकायचंय तुमच्याकडून काहीतरी आणि प्रत्यक्षात तर शिकणार नाहीच ती व्यक्ती माझ्याकडून काहीच. तर तेव्हा खूप असं छान मज्जा येते आणि खास करून मुली म्हणतात की कारण मी जे डॅन्सेस करतो ना ते थोडे वेगळे आहेत. ते फक्त फिमेल गाण्यांवरती करतो मी आणि जे कोरिओग्राफीच्या दृष्टीने किंवा मला स्वतःला त्या स्टेप्स जास्त परफेक्टली येतात असं मी समजतो. म्हणून मी ते करतो. तर मुली जेव्हा म्हणतात ना की, "सर, मला तुमच्याकडून शिकायचंय." खूप छान वाटतं की कारण म्हणजे, त्यांना प्रेरणा मिळतेय माझ्या डान्समधून ही खूप मोठी गोष्ट वाटते मला.
हं. हां. वाह! <chuckles> ओ, हो! हां. वाह! वाह! हं. हां, हां. हो ना. <laughs> हां, हां. अच्छा. हं, हं. हां, हां, हां. ओके. अच्छा. <chuckles> हां. बरोबर. वाह! वाह! छान. मग तुम्ही जे अ, ट्रेंडला फॉलो करता, म्हणजे आता खूप वेळेला असं असतं ना की ट्रेंडिंग साँग्स जास्त हिट होतात. किंवा जास्त व्हायरल होतात. सो मग तुम्ही ट्रेंडिंग साँगला फॉलो करता की स्वतःची स्टाईल अ, टिकवता? म्हणजे स्वतःच काही अनुभव वगैरे असेल किंवा स्वतःला जे आवडत ते करता. काय करता?
हो.

सोशल मीडिया ही एक अशी गोष्ट आहे ना आजकाल जगात, की सगळी जण त्याला एडिक्टेड झालेली आहेत आणि सगळी जण वापरतात. असं कोणी, बहुतांश काहीशी लोकं जुनी अ, म्हणजे लोकं भेटतील की जे नाही वापरत, बाकी अदरवाईज सगळेच वापरतात. आजकाल सगळेच रील बनवतात, सगळं काही करतात. सो, मग तुम्ही सांगा, की तुम्ही सोशल मीडियावरती अ, कंटेंट वगैरे बनवता की नाही? किंवा असे काही आयडियाज? हां.
हो. हो. हो, हो. बनवतो. हायपर एक्टिव्ह आहे मी सोशल मीडियावरती, असं म्हणलात तरी चालेल. खूप जास्त कंटेंट बनवतो, सगळीकडेच Facebook, Twitter किंवा Instagram, आणि LinkedInवर जरा कमी, पण जे मनोरंजनाचे ॲप्स आहेत, तिथे जरा जास्त बनवतो.
ओहो, वाह! <chuckles> अच्छा! हं. हां, हां. हां, हां, हां, हां. ओके. हं, हं, हं. अच्छा, मग ते अ, जे कंटेंट आहे, ते क्रिएटिव्ह बनवण्यासाठी काय करता? म्हणजे ती आयडिया कशी काय तुमच्या अ, तुम्ही कुठून शोधता, किंवा काय, कसं साधं स्ट्रक्चर काय सांगू शकाल, की कशा प्रकारे तुम्ही बनवता?
हो, नक्कीच. मी अ, मुळात डान्सेस अ, करतो सोशल मीडियावरती, आणि इतर गोष्टीही करतो, म्हणजे बोलायचे व्हिडिओज किंवा मनोस्वास्थ्यावरती व्हिडिओज पण बनवतो, पण ते दुसऱ्या अकाउंटवरती. पण डान्सिंगचेही अ, व्हिडिओज मी, म्हणजे मेन माझं तेच कंटेंट आहे आणि ते किती छान वेगळं करता येईल, हे बघण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो.
हं. अच्छा. हं. हां, हां, हां, हां. ओके, हं. हां. हं, हं, हं, हं. अच्छा, मग ती आयडिया की आज तुम्हाला ह्या डान्स या गाण्यावरती डान्स करायचंय किंवा अशी रील बनवायची, मग ती आयडिया कुठून घेता हो? म्हणजे तु तुम्हाला प्रेरणास्रोत काय आहे, किंवा प्रेरित कसं करतं, की आज आपण ना हे बनवूया? असं काय करता?
माझ्या गाण्यांचा चॉईस जो आहे ना, तो 1950 ते 1999 ह्या काळातला आहे. म्हणजे त्याच्या पुढची गाणी काही फार एवढी आवडत नाहीत मला. अ जनरली जुनी गाणीच आवडतात आणि ती इतकी मोठ्ठी यादी आहे की आकाशावरती यादी मांडली तरी आकाश कमी पडेल बहुतेक, इतकी गाणी आहेत. तर माझ्याकडे प्लेलिस्ट ही आहेत, माझ्याकडे मी साठवून ठेवलेली ती गाणी आहेत, आणि गाणी ऐकायचाही खूप जास्त एक शौक म्हणू शकतो, आहे आवड आहे. त्यामुळे ऐकता ऐकताच मला सापडतात आणि मग ठरवतो की नाही आता ही 15 सेकंद आपण उचलू आणि काहीतरी डान्स करून टाकू पटकन. <chuckles>
हां, अच्छा. हो. <chuckles> अच्छा. हां, हां, हां, हां. हं. ओ. अच्छा. हां. अच्छा. हं, हं, हं, हं. हां. हां.